अ, हो. म्हणजे आता बऱ्याचदा आता कसं होतं ना की आपला काळ आणि आत्ताची जी जनरेशन, ह्यात त्यात 25-30 वर्षांचा फरक म्हटल्यानंतर जनरेशन या अ, गॅप असतोच. जसं की आपल्या आई-वडील आणि आपल्यात होतं, नाही का? तरी त्यातही आणि त्यात मतभेद असतात. म्हणजे त्या-त्या काळानुसार ती-ती परिस्थिती बदलते, त्यामुळे मतभेद हे थोडेफार असतातच. पण त्यातून मी कसं ॲडजस्ट करायचं, एकमेकांना कसं समजून घ्यायचं, कसं म्हणजे अ, म्हणजे आपलं म्हणणं त्यांना किंवा त्यांचं म्हणणं आपल्याला कशा प्रकारे पटवून द्यायचं, या सगळ्या गोष्टी म्हणजे मी पाळत असते. अ, आता उदाहरण घ्यायचं झालं तर आता मला पालकांचं जे अ, म्हणजे जर तुम्ही प्रश्न विचारला ना की पाळायला कुठल्या गोष्टी कठीण जातात. तर अ, असं फारसं काही होत नाही, पण कधी-कधी काय होतं ना की जुने जे रीतीरिवाज असतात, अ, तर त्यांच्या दृष्टी हं, हं, हं. नक्कीच. अ, तर ते त्यांना असं प्रत्येक गोष्टीत म्हणजे पाळणं खूप म्हणजे आवश्यक आहे असं वाटतं. तर आपण थोडं व्यावहारिक होऊन विचार करतो किंवा का आता समजा आता एखाद्या ठिकाणी प्रोग्राम आहे, एखाद्या नाईक नातेवाईकाच्या घरी. त्यांनी जस्ट आपल्याला WhatsAppला जरी मेसेज केला ना, तरी आपण लगेच तयार होतो, नाही का? तेच आपल्या आपली पालकांचं कसं होतं की नाही, त्यांनी आपल्या घरी येऊन आपल्याला असं म्हणजे रीतसर आमंत्रण दिलं पाहिजे.
हो ना. नक्कीच. हो ना. पटवून द्यायचं. हां. हां. हं. हं, धार्मिक म्हणा किंवा ह थोडेफार इकडे-तिकडे. हां. हो, हो. हो, जातो. हो. अरे आमंत्रण दिलं पाहिजे, हां. म्हणजे हे म्हणजे मानपान, रिस्पेक्ट थोडा लागतो ना त्यांना तो. हां.
हां, हां. तर अ, ही जी अ, म्हणजे त्यांची जी अपेक्षा असते ती पाळायला मला जरा कठीण जातं. वेळेअभावी किंवा असे बाकीचेही कारण असतात, नाही का? तर या छोट्या
हो. हो, हो, हो. हां, म्हणजे अ, ठीक आहे. अ, लांबचे नातेवाईक असतील तर ठीक आहे बाबा, WhatsAppवरनं वगैरे कळवलं तर. पण जवळच्या नातेवाईकांनी, काही हरकत नाही ना म्हणजे, की त्यांचा पण मानसन्मान राखला जातो आणि त्यांना पण अ म्हणजे अगत्यानं बोलावलं जातं. मग त्यांना पण कुठेतरी बरं वाटतं. तुमचं काय मत आहे यावर?
हं, हं. हं, हं. नाही, नाही. द्यायला हां. बोलूद्या. बरोबर, बरोबर. <chuckles> म्हणजे कसं होतं ना, आता धकाधकीचं जीवन आहे. वेळेचा अभाव असतो प्रत्येकाकडे, नाही का? तर एखाद्या वेळेला असं होऊन जातं की म्हणजे नाही जमत जाणं, नाही का? तर अशा वेळेला आपण सहज समजून घेतो हो. म्हणजे ठीक आहे ना, वेळच न नव्हता त्यांच्याकडे, वेळ नाही आले बा घरी. पण त्यांचं तसं नसतं, आपल्या आई-वडिलांचं, त्यांचं असं असतं की "नाही बा, फार काही अंतर होतं का? घरी यायला पाहिजे होतं. भेट द्यायला पाहिजे होती." अशा प्रकारचं जे त्यांचं म्हणणं असतं ना, ते मला नाही पटत. तर मला असं वाटतं हां, हां. नाही, वेळ आपण समजून घेतलं, आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. ते आपल्याला समजून घेतील, नाही का?
हां. हां. हो, हो, हो. हो. हां. हं. हां. नाही बरोबर. हां. हो, हो. हां, म्हणजे त्यांच्यासाठी पण थोडं आपण चार पावलं मागे आलं पाहिजे किंवा ते असे म्हणजे मोठे आहेत त्यामुळं त्यांना तसं जमत नाही, पण आपल्यालाच थोडी माघार घ्यायला लागते. हां, हां.
हं, हं. <chuckles> हो नक्कीच. तर मग कधी-कधी समजवण्याचा प्रयत्न करत असते की "नाही बा, ठीक आहे ना. नाही बोलावलं किंवा नाही आले घरी. पण त्यांनी फोन केला ना? तर आपल्याला जायला हवं. किंवा आपण समजून घ्यायला हवं." मग ते कुठेतरी आपल्या म्हणजे बोलण्याला त्यांचाही अ, म्हणजे होकारार्थी येतो. मग तो विषय छान सुरळीतपणे हा जा होऊन जातो. तर अ,
हां. हां. हां. हो, हो. जरा रुसवे-फुगवे नाते आहेत म्हटल्यावर होणारच तेवढं. मग कठीण प्रसंगी पालकांच्या कोणत्या शब्दांनी तुम्हाला आधार दिला असं वाटतं?
हं, हं. हो.